बघा ना, आपल्याला प्रत्येक गोष्टीला एक खाजगी मोकळीक पाहिजे. एक प्रायव्हेट जागा म्हणा किंवा मग आपण म्हणतो ना, एक प्रायव्हसी म्हणतात त्याला ते पाहिजे आणि सार्वजनिक आयुष्य म्हणजे हे खूप असं म्हणायला गेलं नाही ह्या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन करणं, खरंच खूप कठीण आहे. तर मला सांगा, की त्यांची म्हणजेच की खाजगी मोकळीक आणि सार्वजनिक आयुष्य यांच्यात संतुलन कसं असावं असं तुम्हाला वाटतं?
बरोबर. हो. अ, हो. बघा सर्वात पहिला म्हणजे संतुलन हा जो शब्द आहे ना, तो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ह्याने घेतला जाऊ शकतो. कारण जे तुम्हाला योग्य वाटतं आहे, तेच मो म्या मोजमाप दुसऱ्याने पण असं धरलावं धरावं किंवा तेच मानावं असं नसतं.
हो. बरोबर. हो. बरोबर.
काहींना असं वाटेल, की मी दिवसाच्या आपण एक एक्झाम्पल देऊया. काहींना वाटेल, मी दिवसाचे 10 तास जॉबला दिले आणि उरलेले जे काही 5-6 तास आहेत ते मी घराला दिले, म्हणजे एक संतुलन झालं. काहींसाठी तेच 16 तास ऑफिसला आणि फक्त माझी छान-छान झोप व्हावी घरी आणि घरच्यांसाठी जी काय आहे अ, व्यवस्थित सगळं खर्चावायची वगैरे व्यवस्था व्हावी म्हणजे पण संतुलन मानलं जातं.
हो. हो, बरोबर, बरोबर.
तर ह्या प्रत्येकाचं आणि प्रत्येकाच्या वयोमानानुसार सुद्धा ते आपण अ, म्हणू शकतो.
बरोबर.
कारण बघा हे भरपूर अ, असे सेलिब्रिटीज बघितले आहेत किंवा असे काही आपण म्हणू की राजकीय कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत की ज्यांच्या खाजगी असं काहीच राहिलं नाहीये त्यांचं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्याच सार्वजनिक झालं आहे.
बरोबर, बरोबर. तर अ, हां, हां. तर मला एक सांगा की तुम्ही संतुलन म्हणतात ते नेमकं कोणत्या संदर्भात असं समजून सांगाल का? म्हणजे बघा ना कौटुंबिक काम, सोशल मीडिया की सार्वजनिक प्रतिमा, असं काही वाटतं का तुम्हाला?
तर ह्याच्यामध्ये हां. बघा ना, संतुलन मी जसं तुम्हाला म्हंटल ना, की ज्याचं-त्याचं जाणे-त्याने ठरवायचं की ह्या कुठे संतुलित होतय. कारण आता माझ्या दृष्टीने <clears throat> माझ्या दृष्टीने माझ्या नवऱ्याने घरातल्या गोष्टींना थोडासा वेळ जास्त द्यावा, कामातल्या गोष्टी थोडं कमी द्यावं म्हणजे किंवा तू जर 8 तास काम करतोयेस ना, तर 8 तास घराला पण दे, ही जी काही अपेक्षा आहे माझी त्याच्याकडून हे माझ्या माझ्या दृष्टीने त्याच्या आयुष्याच्यासाठी संतुलन आहे. पण त्याच्या दृष्टीने ते नाही आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो ना की अ,
हो. बरोबर. हो. बरोबर. हो. अगदी बरोबर.
एक आपण अ, जेव्हा सार्वजनिक आयुष्य जे आहे आपलं, ते फार असं आहे की
हो, हो, हो.
आजच्या घडीला एवढं इम्पॉर्टंट आहे ना की त्याच्यावर तुमच्या भरपूर साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. जसं आता जबाबदाऱ्या आहेत, तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. तशा तुमच्या सामाजिक जबाबदाऱ्या सुद्धा आहेत.
बरोबर. हो. बरोबर. अगदी बरोबर.
तुम्ही एखाद्या जॉबला आहात तुमच्या जिथे कामाला महत्व आहे. जर तिथे तुम्ही कामच नाही केलं किंवा तुम्ही जर जेवढ्या जशा डेडिकेशननी काम करताय, तुमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या, त्या लेव्हलनी जर तिथे काम नाही केलंत तुम्ही, तर तुम्हाला कौटुंबिक जबाबदारी पार पाडता येईल का हो आर्थिकदृष्ट्या?
हां, हां, हां. हां, हां. बिलकुल नाही.
मगं अशा वेळेला जर आपण त्यांना हे मोजमाप लावलं की 8 तास जर ऑफिसचे आहेत तर 8 तास मला घरचे दे. तर हे संतुलन नाही होऊ शकत.
हो. बरोबर.
मग ती प्रत्येकाचे मूल्यांवर आहे की ठीक आहे, मगं बऱ्याच वेळेला बघा काही घरांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. की जेव्हा अ, एक पार्टनर मी असं नाही म्हणणार की नवराच कारण आजकाल असेही झालेत की बायका बाहेर आहेत आणि नवऱ्यांनी घर सांभाळलेली आहेत. असे माझ्या एक दोन ओळखीमध्ये घरं आहेत, की आज अ, नवरा म्हणतोय की मी आज अ, हाउसहोल्ड हसबंड होतो आणि तू तुझं करियरकडे फुल कॉन्संट्रेट कर आणि तू पुढे जा.
हो, हो, हो. हां ते तर आहे. हां, हां. अगदी बरोबर.
तर मी असे पण बघितलेत माझ्या ओळखीमध्ये आहेत अशी लोकं. तर त्यामुळे तुमची काय मूल्य आहेत? काय तुम्हाला महत्वाचं आहे हे जास्त इम्पोर्टंट आहे. असं स्पेसिफिकली मी हे नाही करू शकत. आता जी माझी मैत्रीण आहे, तिचं ध्येय आहे, की तिला एक लेव्हलवर पोहचायचंय तिच्या ज्या काही, आपण असं एक्झाम्पल घेऊ, की स्टार असतात ना आपल्याला 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार तर तिला 5 स्टार बनायचंय.
हो. हो, हो, हो. अरे बाप रे!
ती म्हणते माझं 5 स्टार हे माझं खूप लहानपणापासूनचं माझं हे आहे आणि त्याच्यापुढेही शिक्षण आहे, अजून त्या त्या क्षेत्रामध्ये. तर मी तर मला ते आयुष्यभर घ्यायचं आणि माझी खूप इच्छा आहे आतून. पण ॲट द सेम टाईम तिच्या आई वडिलांची इच्छा होती म्हणा किंवा तिचं प्रेम होतं म्हणून तिने लग्नही केलं.
हो, हो, हो. बरोबर. हां, हां.
पण म्हणून काही तिने सगळं सोडून नाही दिलं. उलट तिने तिच्या जे काही अ, रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या.
बरोबर.
त्या, त्या-त्या वेळेला पूर्ण केल्या आणि स्वतःचं ध्येयसुद्धा फॅमिलीशी शेअर केलं आणि आज तिची फॅमिली तिला सपोर्ट करतेय. कारण त्यांना माहिती आहे हिचा जर उत्कर्ष झाला, तर हिच्या अ, काय म्हणतात? तिच्या योगे पूर्ण फॅमिलीचा पण उत्कर्ष होतोय.
खूपच छान! हो, बरोबर. अगदीच बरोबर. तर मला सांगा, की तुमचा असा एखादा अनुभव आहे का तेव्हा तुम्हाला असं तुमची प्रायव्हसी म्हणजे की खाजगी मोकळी किंवा मग सार्वजनिक आयुष्य यांच्यामध्ये संतुलन करणं जमलं नाही किंवा खूप कठीण गेलं?
हं, काही वेळेला कसं असतं माहित आहे? आपण आहे ना, खूप अ, आजकाल मोबाईलमुळे ना कधीही, कुठेही, कसेही फोटो काढत असतो.
बरोबर.
आणि अ, काही वेळेला हे फोटो आहेत ना, ते अनाहूतपणे किंवा आपण एक परमिशन देऊन ठेवलेले असते बघा, की गुगल ते हे करू शकतो किंवा अ, एखाद्या ॲपला ते असतं. जेव्हा आपण असे काही व्हिडिओज बनवतो ना हॅपी बर्थडेचे वगैरे त्यावेळेला ते आपण अलाऊ करतो आणि मग असे फोटो काही वेळेला जे नको जायला. कदाचित पाठीला काय लागलं आहे, म्हणून आपण पाठीचा फोटो काढलेला असतो, फक्त बघायसाठी, की काय लागलं आहे म्हणून. पण त्याचा वापर मात्र खूप विचित्रप्रमाणे होऊ शकत असतो.
हां, हां. हो, हो, हो. हां, बरोबर. हो, हो, ते तर आहे.
तर ह्याच्यात अ, सर्वात पहिला मी आता म्हणेल, की आजचं जे जग आहे, जे काही म्हणजे आपल्याला प्रायव्हेट, ह्या नावाखाली आहे जी काही प्रायव्हसी असतं जे काही आहे ना, त्या गोष्टींना कुठेही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणू नका. मग भलेही ते तुमचं नातं आहे. तुमचं स्वतःचं शरीर आहे. तुमचं घर आहे किंवा तुमचे इव्हन जे आपण म्हणतो ना डॉक्युमेंटेशन आहेत. डॉक्युमेंट्स आहेत तुमचे आपण अगदी सहजपणे, "हां, थांब मी तुला माझ्या हा कार्डचा फोटो पाठवतो." पण पूर्ण कार्डचा फोटो करून पाठवतो.
हो, हो. हां, हां. बरोबर. हो. अगदी. हो. बरोब
आणि ते कार्ड असंच्या असं हॅक करून किंवा वापरून अगदी अकाउंट धुवून परत दिलं जातं.
बरोबर.
मग त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या मला असं वाटतं, की थोड्याश्या काळजीपूर्वक हाताळायला हव्यात. कारण जी गोष्ट मला आता एक उदाहरण देते मी तुम्हाला. ही खरोखर झालेली घटना आहे.
हो. हो, नक्कीच, मला आवडेल ऐकायला.
की तुमचं खाजगी आयुष्य आणि अ, ते तुम्ही सोशल का करू नये. एक अ, अशी अ, पुण्याचं कुटुंबाची गोष्ट आहे. ही रिअल लाईफ झालेली ही स्टडी आहे, की त्यांनी घरातून पिकनिकला जात आहोत. याची एक दिवस आधी त्यांनी स्टेटस ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी एअरपोर्टला पोहोचले, तेव्हा एअरपोर्टचे फोटो अ, ऑन अवर वे टु गोवा असे फोटो ठेवले. आणि अ, एअरपोर्टचे स्वतःचे फोटो वगैरे त्यांनी स्टेटसला टाकले. परत ते टाकून 2 तास नसतील झाले, तर ह्यांचं जे घर होतं. तिथे, एक मोठा आपण म्हणतो ना, एक असं मिनी टेम्पोज असतात बघा, एक असा ट्रक टेम्पोसारखा एक मय मीडियम प्रकार, एकदम मोठा नाही, की छोटा नाही आणि त्याच्यातून मस्त सूट बूट घातलेला एक माणूस उतरला. त्याच्याबरोबर त्याचे 2 हेल्पर उतरले आणि तिकडे सिक्युरिटीला सांगितलं, की साहब ने बोला है, अ, 4 दिन वो लोग गोवा गए है, तो पेस्ट कंट्रोल करवाने के लिए उन्होंने पूरा अलाऊड किया है. तर स सिक्युरिटी बोलला हां, ठीक है जाओ.
हो, हो. हो, हो. हां, हां. हां, हां हां, हां. हो. हां, हां. हां, हां, हां. हो.
सिक्युरिटीने वर पाठवला. ते वर आले. आता चावी तर नाही आहे. तर ऑब्व्हियसली लॉक तोडणार आहेत.
हो.
तर लॉक तोडताना शेजाऱ्यांनी हटकलं, की तुम्ही लॉक का तोडत आहे? त्यांनी सांगितलं, "अ‍ॅक्चुअली सर ये साहब ने बोला था अ, पेस्ट कंट्रोल करने के लिए, लेकिन उन्होंने गलत कीज दिया है, अभी उनको कॉल करके पूछा, तो उन्होंने बोला लॉक तोडके नया लॉक लगा दो."
अरे बापरे!
असं करून, असं करून त्या शेजाऱ्याला म शेजाऱ्याला ते नॉर्मल वाटलं, ओके. पेस्ट कंट्रोल आहे ठीक आहे त्याने दरवाजा बंद केला. तो गेला. 2 अडीच तासामध्ये ह्या लोकांनी, सगळं घर धुतलं. असं धुतलं की भिंतीवरचं येस, येस भिंतीवरचं कॅलेंडर ही ठेवलं नाही. आणि अगदी जसा नवा कोरा फ्लॅट एखाद्या बिल्डरनी आपल्याला हँडओव्हर करावा तसा तो फ्लॅट करून गेला आणि त्याच फ्लॅटचा फोटो काढून, पुन्हा स्टेटसला ठेवून, त्या फेक अकाउंटवरून त्याने त्या माणसाला सांगितलं हॅपी जर्नी.
बापरे! हो. ही न्यूज हां, ही न्यूज मी पण ऐकली आहे. हां. हो. अरे बापरे! खूपच म्हणायला.
म्हणजे ह्या लेव्हलला तुमची डिजिटल प्रायव्हसी जी आहे ती गरजेची आहे. तुम्ही कुठे जाताय? तुम्ही तुमचं मुल शाळेत जात आहे. अहो, जगाला कशाला दाखवताय फर्स्ट डे टू स्कूल?
हो. ते तर आहेच. <chuckles>
किती केसेस होत आहे मुलांना पळवून नेण्याच्या?
हो. बरोबर, बरोबर.
आज आम्ही ही भाजी केली. अहो, खाल्लीत का तुम्ही ती भाजी? त्याच्या आधीच लोकांच्या नजरा त्याच्यावर लागल्या, की ओ. दुखेल ना पोटात गेल्यावरती मग.
<laughs> हो, ते तर आहेच. <clicks tongue> अवघड असतं.
म्हणजे काही गोष्टी ज्या खरोखर तुम्हाला शेअर करायची गरज नाही आहे आणि त्यांचे डिजिटल प्रिंट्स बनवायची गरज नाही आहे, त्या बनवू नका. तुम्हाला स्वतःसाठी हव्यात ना, मग ते मोमेंट जगा. उगाचच्या उगाच त्यांना खाजगीवरून सार्वजनिक नका करू.
बरोबर. हो. नक्कीच. अगदी बरोबर. तर अ, मला सांगा, की बरेचदा बघा ना, पारंपरिक मराठी भारतीय कुटुंबात काही गोष्टी अवघड करायच्या नसतात. पण अशा सांस्कृतिक अपेक्षा आणि आधुनिक ओळखीच्या गरजा कशा जुळवता येतात बरं?
हं, हं. बरोब बघा कसं आहे माहिती आहे, की काही गोष्टी ज्या करायच्या नसतात, आपण म्हणतो ना फॉर एक्झाम्पल अ, जसं
हां, हां. हो, हो.
अं, मी म्हणेन, की लग्न जेव्हा जुळतं ना, अ, सॉरी लग्न व्हायचं असतं ना, त्या लग्नाच्या आदल्या रात्री किंवा हळद झाल्यावर लग्नाची हळद लागते नवरदेव नवरीला, त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं, की अ, घराच्या बाहेर जायचं नाही किंवा मंडपाच्या बाहेर जायचं नाही. ही एक अशी एक अशी टिपिकल आणि सर्व अ, म नोन अशी मग हे असेल, की
हां, हां. हो, हो, हो. हां, हां. हो. बरोबर.
मान्यता आहे, की नाही जायचं. पण आजकालची मुलं ही ऐकायला मागत नाहीत. खरं तर खरं तर जो सौ जो संस्कार आहे हळदीचा. तो ह्याच्यासाठी आहे, की तुम्ही अ, हळद ही अँटिसेप्टिक आहे.
बरोबर. हां, हां. बरोबर, अगदी बरोबर.
आणि जेव्हा तुम्ही ते लावताय. तुम्ही स्वतःला अगदी क्लीन करत आहे. प्युअर फॉर्ममध्ये नेत आहे बॉडीला तुमच्या संपूर्ण अंगाला ती हळद लावून. मग ती हळद लावून झाल्यावर तुम्ही बाहेर जाणार म्हणून अ, आणि जाऊन अ, बाहेरचे रोग रोगजंतू पुन्हा घेऊन येणार.
हो. बरोबर.
हा शास्त्रीय दृष्टिकोन आणि जो सामाजिक जी काही बोलचालीचा दृष्टिकोन आहे, जो परंपरेचा आहे. तो असा आहे, ते म्हणतात, की वाईट शक्ती आकर्षित होतात. जर तुमचं हळदीचं अंग तुमचं बाहेर गेलं तर कारण ते मंडप बांधलेला आहे. त्या मंडपाच्या वेसेची दरवाजेच्या तिथे काय आपण खांब रोवतो ना, त्याची पूजा करून तो खांब रोवलेला आहे.
हो, हो, हो. बरोबर. हां.
म्हणून त्या अशा ज्या काही स अशा आहेत की मान्यता आहेत, की बाबा नाही तुम्ही जायचं बाहेर किंवा तुम्ही हे नका करू. तर मला असं वाटतं, की तेव्हा-तेव्हा ते-ते संबंध ते-ते म्हण म्हणतात ना, की परंपरा ज्या आहेत. करा. काही वेळेला बघा, बऱ्याच वेळेला प्रेग्नंट बायका असतात, त्यांना सांगितलं जातं, की अगदीच अ, डोहाळ्यापर्यंत किंवा 5व्या 6व्या महिन्यापर्यंत कोणालाही सांगू नको.
हां, हां. हो. बरोबर.
की तू प्रेग्नंट आहेस. तर ह्यावेळेस, त्याच्या वेळेस घरामध्ये जी ओटी भरली जाते, ती अगदी त्याला चोरओटी असा शब्द आहे.
बरोबर. हां, हां, हां.
आणि हा जो शब्द आहे चोरओटी ह्याचाच अर्थ आहे, की आम्हाला कोणाला अजून सांगायचं नाही आहे, ती चिडीचूप राहू द्या. तिथे तर आम्ही पहिल्या दिवशी पहिल्याच दिवशी WhatsAppवर टाकत आहे. वुल्ड बी मदर, वुल्ड बी फादर.
हो. बरोबर. बरोबर.
खरंच गरजेचं आहे का ते? कारण त्यात तुमच्या त्यात ते जे बाळ येणार आहे अस्तित्वात, त्यासाठीसुद्धा काही, मेडीकल टर्म्स आहेत. कारण ते जर नाही सक्सेसफुल झालं, तर तुम्हाला जे सायकॉलॉजिकली जे काही इम्पॅक्ट आहे, तो ड डब डबल होईल. जर तुम्ही आधीपासून गुंतवून ठेवलत सगळ्यांना सांगून ठेवलात तर.
बिलकुल नाही. बरोबर. हो, हो. नक्कीच.
तर तो इम्पॅक्ट सहन होण्यासाठी माझ्या मते कुठेतरी अशा परंपरा आहेत, की काही गोष्टी उघड करू नका आणि लोकं मात्र पहिल्याच बोंबलून मोकळे होत आहे आजकाल की आम्ही फॅशन, आम्ही मॉडर्नच्या नावाखाली हे फार चुकीचं आहे, मला तरी असं वाटतं.
हो. ते तर आहेच. बरोबर. अच्छा. बरं मला सांगा तुम्ही ते पहिले सोशल मीडियाचं मला बोलल्या, तर मला सांगा ह्या सोशल मीडियाच्या युगात वैयक्तिक माहिती कितपत शेअर करावी, असं तुम्हाला वाटतं म्हणजे काही सोप्या नियम वगैरे?
बरोबर. बघा मला तरी असं वाटतं ना, वैयक्तिक माहिती शेअर करताना पहिला ती आपण कुठे करतो आहे? काय गरजेने करतो आहे? हे फार महत्वाचं आहे जाणून घेणं. उठसूट कुठेही तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर देत असाल, तुम्ही तुमचे अ, पॅन कार्ड डिटेल्स शेअर करत असाल, तर खूप चुकीचं आहे हे. कारण आधार कार्ड डिटेल तर तुमचं सगळं अ, म्हणजे डोळ्याचा रेटिनापासून ते थंब प्रिंटपर्यंत सगळी माहिती कॅरी करतं आहे.
हो. बरोबर. अगदी बरोबर. हो.
उद्या कुठेही त्याचा गैरवापर होऊ शकतो. मग पहिला लक्षात घ्या, की तुम्ही कुठे शेअर करता आहे? आणि त्याला सिक अ, सिक्युरिटी आहे, की नाही? की मला आता समजा बँकेचा के-वाय-सी आहे. तर बँकसुद्धा तिथे डिस्क्लेमर देते, की तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते सेफ अ, आ आहेत आमच्याजवळ, आम्ही ते शेअर करणार नाही.
बरोबर. बरोबर. अगदी बरोबर.
मग तुम्ही एवढं जर बँक काळजी घेतं आहे. तर तुम्ही कुठेही, कोणत्याही ॲप्लिकेशनला लॉगिन करताना ही इन्फॉर्मेशन भरत असाल. तर दोन वेळा विचारनं करणं नक्कीचं गरजेचं आहे.
अगदी बरोबर. खूपचं छान. तर खूप छान प्रकारे सांग
तर मला तरी असं वाटतं, की बाबा प्रत्येकाने जरा विचार करावा, की ती ड्य व्यवहार असू दे किंवा खाजगी आयुष्य असू दे, सार्वजनिक करायचं. म्हणजे एखादा म्हणतो ना, की बिलबोर्डला एखादी इन्फॉर्मेशन लावायची. तर ती कितपत, पर्सनल असावी. याचा प्रत्येकाने विचार करावा.
हो. हां, हां. खूपचं छान. अगदी बरोब म्हणजे खरंचं तुम्ही खूप छान सांगितलं, की खाजगी मोकळीक आणि सार्वजनिक आयुष्य यांच्यामध्ये कसं संतुलन साधायचं? किंवा कसं तयार करायचं? आणि इतर इतरांना बाकीच्यांना तुम्ही चांगले, चांगले उपाय सांगितले, नियम सांगितले. खरंचं मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि मला पुन्हा नक्की तुमच्याशी बोलायला आवडेल. खरंच तुमचे मनःपूर्वक आभार. आणि खरंच खूप धन्यवाद.
मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी हे बोलून. आणि पुन्हा एकदा सगळं रिवाइज झालं, की काय करायचं नाही? हे आता अजून डोक्यामध्ये फिक्स झालेलं आहे. त्यामुळे तुमचेही खूप धन्यवाद. तुम्ही जो वेळ दिलात त्याबद्दल. नक्की पुन्हा भेटू. आभार.
बरोबर.